मनाचा व्यायाम करण्यासाठी अ, खूपशी लोकं ही अ, ध्यानधारणा करतात. अ, ज्याने मनाला शांतता मिळते, बरं वाटतं. तर असं ध्यान करताना लक्ष विचलित होऊ लागले, तर तुम्ही काय करता?
अ. मी काय करतो हे सांगतो पण त्याच्याबद्दल मी ना 1 उदाहरण सांगतो. त्याच्याने मला अजून समजवण्यामध्ये आसानी राहील. काय झालं होतं मी अ, सुरुवातीला ना ध्यान करणं सुरू केलं होतं. म्हणजे मी काय करायचा
हां, हां. हां, हां. हां.
की ते असं योग मुद्रामध्ये बसायचं आणि ओम नावाचं स्मारण स्मरण करायचं मतलब नामस्मरण करायचं. ठीक आहे. तर मग मला ना मनात सतत विचार चालतायचे की "अरे! जेवायला काय बनलं असेल? अरे माझा मित्र काय करत असेल? मी आता हे करतोय तर माझा अ, माझी आई काय करतीये? माझे बाबा काय करतायत?" सतत हे मनामध्ये. आणि मन कसं खूप चंचल असतं ना. तर ते आत्ता तुमच्याकडे आहे त्याच्यानंतर तुम्ही ते न्यूयॉर्क पोहचून गेलं, दुबई झालं इथे तिथे. असं असतं ना. तर त्या मनाला शांत करणारा ध्यानचा टाइमही खूप गरजेचं असतं. तर मी काय करतो माझी 1 पद्धत आहे.
हां, हां. हां, हां. <chuckles> हो, ना. हां.
मी कसं करतो ना की अ, एकदा अगर मनात विचार सुरू झाले.
हां, हां.
तर त्यांना येऊन द्यायचं. तुम्ही फक्त आपल्या नामस्मरणवर आपल्या ध्यानावर लक्ष केंद्रित करायचं.
हं, हं.
आणि ते विचार येत राहतात, येत राहतात मग एक क्षण असा असतो की ते विचार येणं बंद होतो. ताकी त्यांचा पण एक फ्लो असतो. तसे सतत विचार आले ना तर त्यांना असं साईडमध्ये ठेवायचं. आणि फक्त आपल्या ध्यानावर अपण्या अ, जो आपल्या भवा असतात ना त्यांच्यामध्ये 1 बिंदू सापडा. त्या बिंदूंवर लक्ष देऊन ठेवा. जेव्हा तुम्ही त्या बिंदूवर लक्ष देतील ना तुम्हाला असं अ, असं वाटेल की तुम तुम्ही जसं डोळे बंद केले ना तुम्हाला एक ध्यान केंद्रित करण्यासाठी त्या बिंदूमध्ये असं लाल-लाल काही दिसेल यामुळे असं ज्योत, ते दिव्य प्रकाश म्हणतात ना पण असं दिव्याची ज्योत दिसते. तशी दिसायला लागेल आणि जशी ती दिसली ना मतलब तुमचं ध्यान केंद्रित झालेलं आहे. आता तुमचं कितीही विचार आले ना
हं. अच्छा! हां. बरोबर. हं, हं. हां, हां. हं, हं. हां, हां. हो, हो. हां, हां. हं, हं.
तर त्यांना येऊ द्या. ताकी ना मी अ, एक ठिकाणी ना माझे गुरु महाराज होते तर खूप-खूप टाईम झाला त्यांना तर. तर ते मला अ, मी त्यांना विचारलं म्हणलं, "मी तुमचं नाव स्मरण करतो देवाचं करतो ना माझ्या मनामध्ये सतत विचार सुरू असतात. तर मी कसं ध्यान साधू शकतो?" तर ते म्हणाले, "तुला काय वाटतं की मी जेव्हा ध्यानाला बसतो तर माझ्या मनामध्ये सतत विचार नसतात की अरे माझा हा भक्त अ, त्रासामध्ये मला ह्याची मदत करून घ्यायची आहे, मला असं मंदिर बांधून घ्यायचंय, मला आश्रमासाठी हे करून घ्यायचंय. म्हणलं मी काय करतो? विचार येऊन देतो. कधीपर्यंत येणार ते 1 तास, 2 तास, 3 तास जो पर्यंत ते विचार संपणार नाही त्यावर मी माझं ध्यान सोडणार नाही." आणि जसं ते अ, विचार संपले माझं ध्यान सुरू झालं. तुम्ही असं करू शकता. मला तरी असं वाटतं.
अच्छा. हां. हां. हो ना. हं. हं, हं. हं. बरोबर. हं, हं. नक्कीच. मग अ, कसं असतं बघा? आता तुम्ही जर असं म्हणतायेत की विचारांची गोष्ट. तर मग अ, आपल्याला असं साधारणपणे विचलित करण्यासाठी अ, जास्त कुठले विचार येतात? म्हणजे असं जनरल कॉमनमध्ये.
<laughs> पैसा? <giggles> म्हणजे कसं असतं ना का की आजच्या काळामध्ये हर कोणाची अ, गरज पैसा आहे. कारण की त्यांना माहिती आहे पैशाने त्यांची हर गरज चुकू शकते.
<chuckles> हां, हां, हां. ते तर आहेच. हं. हं, हं. बरोबर.
आणि मग त्याच्यानंतर काय झालं आता पहिले येतो पैसा मग त्याच्यानंतर येतो तुमचं आजकाल लव्ह लाईफ. की "अरे, मला ही मुलगी खूप आवडते. मला असं आहे, प्रेम आहे पण तिला माझ्यावर नाही." तर त्या ध्यानात क्षणी तुमचे हे विचार सुरू असतात. मग नंतर जे असे फॅमिली ओरिएंटेड लोकं असतात ना त्यांना असं वाटतं, "आता आई-बाबांचं वय होतोय."
हं, हं. हां, हां. हं, हं. हं.
"आपल्याला हे सांभाळून घ्यायचंय, आपल्याला घर सांभाळायचं आहे त्यांना सांभाळून घ्यायचं आहे, त्यांची औषधं त्यांचं लक्ष ठेवणं" आता आपल्याला त्यांना असं एक काय म्हणतात ते आई-वडील मोठे झाले तर ते बाळ होतात. ना तर त्यांना बाळासारखं जपून ठेवायचं आहे. खूप काही असे विचित्र-विचित्र प्रकारचे विचार येत राहतात सतत येतात मनामध्ये. मी तुम्हाला सांगू मी जेव्हा सुरुवातीला ध्यानाला बसायचा ना तर मला काय यायचं माहिती आहे का एक गेम होता, गेम ऑफ अ, त्याला GTA म्हणतात.
हो ना. हां. हं, हं. अच्छा.
हं, खूप वीत मतलब प्रचलित गेम आहे तो GTA San Andreas तर माझ्याशी ना त्याचा 1 लेव्हल पार नव्हता होत. तर मी ध्यानामध्ये अर्धा तास तेच विचार करत बसायचा की "अरे त्याच्या लेव्हल पार नाही होते. त्याच्यामध्ये मी ही चूक केली, ती" येतात तुमच्या विचार ते येतात जे तुमच्याबरोबर घडत असतं या मग ज्याच्यावर तुमचं अ, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड असतं ना. मतलब कॉन्शियस माइंड कसं? की जेव्हा तुम्ही आत्ता माझ्याशी बोलताय तर कॉन्शियस माइंड काम करतो. पण जेव्हा झोपतात ना सबकॉन्शियस काम करतो ना. तसं ते कॉन्शियस माइंडमध्ये अगर जे विचार आहे आणि त्याचे काम नाही झालं ते सबकॉन्शियस माइंडला पाठवतो आणि झोपताना तुम्ही स्वप्न बघता तेव्हा ते विचार येतात. तेव्हा तुम्ही ध्यानाला डोळे बंद करून बसतात तेव्हा ते विचार येतात.
हो, हो. हां, हां. हां, हां. हो, हो. हं, हं. हां, हां.
तर ते फक्त तुमचं अ, काय म्हणतात दिवसभर जो तुम्ही विचार केलेला आहेत ना ते तुमच्या मनामध्ये सतत चालत राहतात.
हां, हां. मग जर आता म्हणजे स हे जे सगळं जसं समजा मी स जे दिवसभर करते हे जर तेच येणार आहे. आता जर मला ते माहिती आहे, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की "असंच येतं." तर मग नेमकं त्यासाठी अ, कसं रेडी राहायचं की आता हे विचार येणार आहेत. तर मग नेमकं असं काय करायचं की काही सेकंद, काही मिनिटं जसं तुम्ही सांगितलं "श्वासावर लक्ष द्यायचं किंवा मग अ, ते ते विचार येतात, त्यांना असं दुर्लक्ष करायचं." असं नेमकं काय करायचं किंवा मग जरा जास्तच व्हायला लागलं, तर मग अ, थोडं उठून चालायला लागायचं, असं काही करायचं का?
अ, आपण ध्यानाला बसलो तर उठून चालायला तर नाही लागायचं, मला असं वाटतं.
हं, हं.
नेमकं काय असतं ना, जेव्हा तुम्ही ध्यानाला बसलात ना तर तुमची शरीराला ना एक अ, आरामाची परी आरामाची स्थिती भेटते. तेव्हा तो शांत होतो. शरीर शांत होणं आणि मन शांत होण्यामध्ये खूप वेगळा-वेगळा प्रकार असतो. तुमचं मन शांत झालं. आणि तुम्ही अ, मतलब असं, फेऱ्या मारायला लागल्या, तुमचं शरीर शांत नाही झालं. आणि ध्यानमध्ये मन आणि शरीर दोघं शांत राहण्याचं खूप गरजेचं असतं. तुमचं शरीर शांत झालं ना आता. तुम्ही बसून गेला ना मग त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये विचार येतात ते सतत. तुम्ही काय करा, तुम्ही म्हणा ना तुम्ही अ, दोघी भावांच्यामध्ये ते सेंटर ढुंडा आणि त्याच्यामध्ये ना शोधा आणि त्या सेंटरवर लक्ष द्या. तुमचं ध्यान त्याच्यावर केंद्रित करा. तर तुमचं ते मनात येणारे विचार थांबतील. तरी नाही होत आहे ना तर मग डोळे उघडायचे आणि फक्त आपण समोर बघायचं. या मग जे पण आपल्याला दिसतो त्याला बघून 3 ते 5 मिनिटापर्यंत श्वास श्वासांवर लक्ष द्यायचं. त्यामध्ये जो 3 ते 5 मिनिट असतील म्हणजे जो टाईम असेल ना त्याच्यामध्ये तुमचं लक्ष फक्त तुमच्या श्वासांकडे असेल. विचारांवर नाही.
हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हां, हां. हं. अच्छा. हं, हं. अच्छा. हां, हां.
आणि अगर सुद्धा विचार आले तर फक्त हेच म्हणायचं की हे विचार आहे, तो मनामध्ये माझं चालल्याचं आणि माझं काही अ, बिघडत नाहीये. मला काही त्रास नाही होत आहे. तर ते विचार होणं येणं ना, क कमी होईल. त्यामुळे काय असतं ना की कधी, कधी आपल्याला असं वाटतं की हे विचार मला चालवतात. पण आपण हे आपली चूक आहे. ते विचार आपल्याला नाही चालवत आहे.
बरोबर. हं. हं, हं. बरोबर. हां.
या विचारांना आपण नाही चालवत आहे. ते विचार कधी, कधी आपल्याला चालवायला लागतात. ते आपल्याला विचारांना थांबवायला पाहिजे.
हं, हं.
खूप काही असं असतं ना की तुम्ही सतत विचार केला की मी कुठे नाही जाऊ शकत, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे हे नाही. तर ते जो परमेश्वर आणि आपण आजच्या जगामध्ये युनिव्हर्स म्हणतो ना, तर तो युनिव्हर्स त्याच्यावरच फोकस करतो की आता हा तर या भावनेशी जुडलेला आहे. याला हेच द्यायला पाहिजे. तर मग तुम्ही पुढे नाही वाढू शकत.
हां, हां. हां. अच्छा हां. हां म्हणजे त्या पद्धतीने असं सगळं चालत असतं. जसं आपण देऊ अ, तसंच मिळत असतं. पण मग अ, तुम्ही हे एवढं जे आता बघा खूपच डिप सांगतायेत की अशी एवढं सगळं असं करणं. पण मग कसं आहे की आपली सध्याची जी जीवनशैली आहे. आपण घरात राहतो. आपल्या आजूबाजूला एवढी लोकं असतात. तर मग अ, असं काही आहे का की एवढं इंटेन्स प्रॅक्टिस करण्यासाठी जागा तशी पाहिजे अ, किंवा वेळ तसा पाहिजे, आजूबाजूला काही शांतता हवी किंवा असं म्हणतात ना की असंच अ, आता आजकाल बघा ते असं येतं, मेडिटेशनसाठी बसायला अ, पिलो असते किंवा असं हे असतं. तर तुम्ही असं काही सांगाल का? की हो म्हणजे ह्या गोष्टी महत्त्वाच्या किती आहेत आणि किती वापरल्या पाहिजेत?
हो. हो. अ, मी तुम्हाला खरं सांगतो तुम्ही म्हणतात एक ते पिलोज आणि ती जी मॅट असते ती खूप गरजेची असते. त्यामुळे एक अ, वातावरण वातावरण शक्य गरजेचं असतं
हं. हां.
पण आपण पहात आपले जो अ, ऋषी महात्मा होते पूर्ण. ज्यांनी हे मोठे-मोठे ग्रंथ लिहिले महाभारत लिहिली, रामायण लिहिली. त्यांनी कधी अ, स्थानाचं जास्त महत्व नाही ठेवलं. ते तर मग फक्त-फक्त शतरंजी घातली आणि त्याच्यावर बसून ध्यान करायचे. त्यांना असं नव्हतं ना की "पिलो हवा हे हवाय" हां. आपण विसरून जातो कधी-कधी की आपण ज्या पिढीचे आहे ना ती भारतवर्ष आहे. त्याच्यामध्ये एवढे मोठे-मोठे विद्वान झाले त्यांनी आरामाला सोडून अ, ध्यानाच्या अ, ध्यानाच्या पलीकडे गेले ते लोकं. त्यांनी एवढी अ, ईश्वरासाठी ना अशी कडकडाट लावून भक्ती केलेली आहे. तर आजच्या काळामध्ये असं होणं खूप अवघड असतं तर तुम्ही म्हणता ते पिलो आणि अ अजून काही अ, तुम्ही करू शकता तर अ, मी पहिलं म्हणतो की वातावरण बदलून पहा. जेव्हा तुम्ही ध्यानाला बसा ना तेव्हा तुम्ही अ, तुमच्या घरच्यांचा फोनला थोडं सायलेंटवर ठेवा, घरच्यांना सांगून ठेवा की मी आता थोडं एखाद तास ध्यानामध्ये आहे आणि ते ध्यानामध्ये बसताना तुम्ही देवखोलीमध्ये बसा तुमच्या.
हं, हं. हां. हं. हां. हो, बरोबर. हं, हं, हं. हां. अच्छा. हम्म.
आणि तेव्हा काय असतं ना तुम्ही देवखोलीमध्ये बसताना तुमच्या देवखोलीमध्ये एक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या तुमचा जो विचार आणि तुमचं जो मनमध्ये ध्यान असतं ना त्याच्याने व्हायब्रेशन अ, बनते आणि त्या तरंगांनी तुमच्या देव अ, देवघरातनं असं ऊर्जा निर्माण होते आणि ती पॉझिटिव्ह असते. त्यामुळे तुम्हाला अजून ध्यान केंद्रित करण्यामध्ये ना आसानी असते. आणि अगर तुम्हाला असं वाटतं की अ, तुम्हाला देवघरात नाही करायचंय
अच्छा. बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर. हां, हां.
होतो ना कधी-कधी. तर तुम्ही अ, गार्डनमध्ये जा. त्या गार्डनमध्ये जा आणि अ, तुम्हाला असं वाटतं ना की खूप इथे अ, काय म्हणतात कुतूहल आहे मग खूप लोकं बोलतात, आवाज येतीये. आणि मग तुम्ही मस्त कानामध्ये इअर प्लग्स लावा किंवा मग हेडफोन लावा आणि मस्त ओम, नावाच स ते सुरू करा. YouTubeवर लावून घ्या. तर तुम्हाला काय वाटेल ना की तुम्ही फक्त त्या अ, एक ओम जो अर्थ आहे जीवनाचा त्याच्यामध्ये तुम्ही रमला आणि जेव्हा तुम्हाला ते अनुभव येतो ना तेव्हा तुम्ही मला तरी असं वाटतं तेव्हा तुम्ही अ, खूप छानशी ध्यान केंद्रित करू शकता आणि पुढे जाऊ शकता. कारण त्याच्यासाठी तुम्ही आता गार्डनमध्ये गेलात तर योगा मॅट घेऊन जा आणि कधी-कधी ना आजकाल ना अ, आपल्या दैनंदिनच्या कारण ना आपल्याला बॅकमध्ये प्रॉब्लेम झाली कारण की आपण दिवसभर अ, सिटिंग वरचं काम असतं आपली टेल टेल बोन वर त्रास वाढून गेला. त्यामुळे आपण ना आलती-पालती मारून ना बसू नाही शकत तर तुम्ही त्या टेल बोनला सही करण्यासाठी टेल बोन पिलो वापरा. पण तुम्हाला जेवढं शक्य होऊ शकतं अ, टेल बोन पिलो वापरा ऑफिसमध्ये. आणि कुठे चेअर वर बसताना पण जेव्हा तुम्ही खाली बसाल ना तर खाली बसताना फक्त एक मॅट या मग एक सतरंजी आसन घ्या. त्याच्यामुळे ना तुमचं असं कनेक्शन पर अ, जो आपली धरती माता आहे ना त्याच्याबरोबर अ, काय म्हणतात त्याचा संबंध साधलं जातं. तर त्यामुळे तुम्ही ना हो.
हां, हां. हं. हां, हां. बरोबर. हं, हं. हां, हां. हो, हो. हो. अच्छा. हां. हां. म्हणजे? हां. हं, हं. म्हणजे जास्त सोयीचं नाही बघायचं, असं म्हणजे म्हणणं आहे ना तुमचं कम्फर्ट अ, कम्फर्टमधून बाहेर.
हो. जोवर काय म्हणताय? कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही आला ना तर तुम्हाला ध्यान करता नाही येणार. मग तुम्ही झोपून जाणार.
हां, हां. हां, हां. बरोबर. ते पण आहे म्हणजे. नाही कारण कसं आहे ना बघा, आजकाल असं अ जसं मी सगळीकडे बघत असते किंवा असं ऑनलाईन पण बघत असते. तसं खूप निघालेलं आहे की म्हणजे अ, आता जसं मी पिलोचं सांगितलं. मी हे पण बघितलेलं आहे की आता अ, कपडे पण त्या प्रकारचे घालायचे. म्हणजे मग त्या अ, तसं खूप शांत वाटतं, तसं सेल्स पण केलं जातं म्हणजे. आणि अ, असं ते अ, काय असं म्युझिक लावलं जातं. ज्याच्यामध्ये निसर्गाचे असे वेगवेगळे आवाज असतात. सगळे असे एका रूममध्ये अ, असे अ, एका रूममध्ये बसून मग ते असं सगळं करतात. तर मग मला म्हणून मी असे प्रश्न केले की अ, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय वाटतं तुम्हाला हे जे आजकाल चाललेलं आहे? आणि इव्हन ते हे पण असतं की <chuckles> ते पिलो वगैरे आणि मग तुम्हाला कम्फर्टेबल बघा बसायला आणि मग तसं ध्यान करायला. असं सगळं जरा ट्रेंडिंगमध्ये चालू आहे म्हणून मी विचारलं. <laughs>
<chuckles> हो, हो, हो. बॅकग्राउंड नॉईज असतात त्याच्यामध्ये. <laughs> अ, ह्याचं ना खूप अ, सोपं माझं म्हणणं आहे की ना अ, हे सर्व ना परदेशामधून आलंय. पण अ, कसं कपडे परदेशातले आहे, गाणी, हे जो आपण अ, हे जो बॅकग्राऊंड अ, म्युझिक असतो तो.
हां, हां. हां, हां.
मग अ, मग म्हणतो आपण पिलो घ्या, हे घ्या. आपण कसे होते ना आपण जर आपल्या अ, पुरख्यांना पाहायला गेलो ना तर ते त्यांचं असं होतं, की धोतर घालायची. त्यामध्ये बाया होत्या बाया पण साध्वी होत्या ना तर ते पण साडी घालायची आणि मग मस्त ध्यानाला बसायचे. मी असं नाही म्हणत कपड्यावर माझं काही अ, म्हणणंच नाही का की कपडे अ, ते घालायला पाहिजे तुम्हाला ते अगदी सलवार सूट असो या काहीही असो ते तुमच्यावर निर्भर करतं. ज्याच्यामध्ये तुम्ही ना एकदम आराम आणि शांतताने बसू शकतात. 1 तास, दीड तास असं बसू शकतात ना तसे कपडे घाला. का की तुम्ही हां आजकाल योगासाठी पण कपडे निर्माण झालेले आहेत. पण तुम्ही ध्यानाला बसलेत ना तर ध्यानाला असे कपडे घाला ज्याच्यामध्ये तुम्हाला शांतता भेटेल.
हं, हं. हो, हो. हं, हं. हां, हां. हां, हां बरोबर. कम्फर्टेबल म्हणजे. हां, हां. नक्कीच.
आणि गाण्यांचं काय आहे तुम्ही अरे तुम्ही निसर्गाच्यामध्ये जा ना तुम्हाला एवढंच ऐकून घ्यायचं आहे ना तर निसर्गाच्यामध्ये जा.
हं.
तुम्ही शहरामध्ये राहतात म्हणून तुम्ही गाणे निर्माण केलेले आहे अजून काही नाही.
हां, हां. <chuckles> अ, ते आहे म्हणजे आता सध्या असं सगळं तेच चाललेलं आहे. पण तुम्ही खरंच खूप छान सांगितलं, की आपल्या अ, इतिहासात किंवा पारंपारिक याच्यामध्ये ह्या गोष्टींना काही महत्व नव्हतं, की कम्फर्टमध्ये किती आहे, महत्वाचं हे आहे, की आपण किती मन लावून त्या सगळ्या गोष्टी करतोय, म्हणजे किती मेहनतीने करतो आहे.
<chuckles> हो अगदी.
तुम्ही खूप छान सांगितलं म्हणजे सगळं त्या विषयावर. हा संवाद साधून खरंच मला खूप चांगली माहिती मिळाली आणि मी पण प्रयत्न करेल तुम्ही जे टिप्स दिल्या आहे त्या वापरण्याच्या. <chuckles> खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. नक्की पुन्हा बोलूया. धन्यवाद.
नक्की करा. <chuckles> मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. हो अगदी. धन्यवाद.